तुमच्या अनुभवातून मला असं कळलंय का, कधी किंवा जाणवलं असेल, की एखादं हसणं, हे खरं आहे आणि एखादं बनावटी आहे. हे असं तुम्ही कसं काय ओळखलं? आणि कसं काय तुम्हाला प्रथमदर्शी आहे हे लक्षात आलं? की त्याचे चेहऱ्याचे हावभाव, डोळे, त्याची आवाज का त्याचा अ, पहनावा?
हं, हं, हं, हं. अ, हे कसं आहे ना हळू-हळू ती कला आहे आणि ते हळू-हळू चांगली समजायला लागते.
हं.
अ, माझा स्वभाव खूप सरळ आणि विश्वास ठेवण्याचा. लहानपणी त्यामुळे मला बऱ्याच जणांनी अ, टोपी घातली किंवा अ, एखादी गोष्ट सांगायची ते एप्रिल फुल म्हणतात ना तसं ...पूर्ण वर्षभर करायचंय काही मित्र.
बरोबर. हं बरोबर. हं. <chuckles>
तर तिथपर्यंत ठीक होतं, पण अशा वेळेला काय होतं माहिती आहे, कधी-कधी आपला ना चांगुलपणाने वागण्याचा जो
हं.
अ, अ, ॲटिट्यूड असतो, आपला दृष्टिकोन असतो. त्यात आपल्याला शंका यायला लागते.
हं. बरोबर.
आपण विश्वास ठेवून कोणासाठी काही केलं तर हसणं हा त्यातला एक भाग आहे. हसून अ, वेलकम करायचं, नंतर मागं नावं ठेवायची अशी काही माणसं असतातच. पण त्या हां, हां, त्यामुळे काय आहे, की अ, खरं हसणं आणि बनावट हसणं
हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं
हा फरक आपल्याला जर कळला नाही तर व्यवहारात फार अडचणी येतात.
अगदी बरोबर.
तर माझ्या काय लक्षात आलंय सांगतो तुम्हाला, एक आपण समजा ते मोठं शोरूम असतं बघा, अ
हं. हं, हो, नक्कीच. हं.
नवीन मोठ्या कार विक्रीला असतात. तर तुम्ही आत गेलात की
हं. हं.
अ, तिथला जो सेल्समन असतो किंवा बऱ्याच ठिकाणी सेल्स गर्ल असते. अशी स्मार्ट चटपटीत अशी.
हं. बरोबर, हो.
आणि ती अशी जरा मधाळपणे वगैरे, अशी बोलते, "सर बघा ना, किती छान कलर आहे आमच्याकडे, आता एकच आहे." काय होतं बरेचसे पुरुष आपले हां, आणि काय असतं, की ज्याच्याकडे पैसे आहेत ना त्याचा निर्णय हा बराचसा इमोशनल असतो. फार थोडे लोक ल लॉजिकल असतात.
हं. हं. <chuckles> हं. बरोबर. हो.
जे एखाद्या रोबोट सारखं, "आमच्या गाडीमध्ये हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे, ते आहे." काही विकलं जाणार नाही.
हं. बरोबर.
याउलट अ, "बसाना साहेब काय अ, कुठलं कोल्डड्रिंक मागवू का? तुम्ही Red Bull चालेल का? काय अ, सांगा ना?" आ असं कनेक्ट करणारा जो असतो हं, हे का मी सांगतोय, सगळ्यात जास्त फसवं हसणं जे असतं, ते या कार सेल्समनचं असतं.
हं. बरोबर, हं. हं. हं. बरोबर, बरोबर.
तुम्ही बघा, कुठल्याही म्हणजे मला कोणाला नाव नाही ठेवायचं. पण काही अ, जमातीचे जे लोकं दुकान चालवतात, किराणा माल वगैरे.
हं. हं, बरोबर.
ते, "बोला शेठ, अजून काय? अजून काय देऊ?" आणि एकदम हसून हे करून, "तुम्ही इकडे जवळ राहते काय?" म्हणजे त्यांना मराठी येत नसलं, तरी मुद्दाम समोरच्याच्या भाषेत बोलणार. तर हां. आता त्यांना त्यांचा माल विकायचा आहे.
हं. नक्कीच, हो. <chuckles> बरोबर, हो. नक्कीच, नक्कीच. अ, मग कधी-कधी आपल्याला असं जाणवतं ना, की आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो, की हा नुसतं जबरदस्ती हसतोय. ह्याला हसू येत नाहीये, तरी हा हसतोय. तर असं कधी तुम्हाला जाणवलं होतं का?
हां, ते बऱ्याच वेळा जाण.
हं. आणि ते कसं?
ज्यावेळेला हां, ज्यावेळेला तुम्ही अ, एखादा निर्णय घेण्याच्या पोस्टवर असता.
हं.
त्यावेळेला आजूबाजूची पुढे-पुढे करणारी मंडळी असतातच टिपिकल अशी.
बरोबर, बरोबर.
म्हणजे मी एका कंपनीत मोठ्या पोस्टवरती होतो. खूप लोकं त्यावेळेला मला रिपोर्टिंग होते.
हं. बरोबर.
म्हणजे 6 महिन्यामध्ये त्यांना मला प्रोजेक्टवर टाकायचं होतं आणि तोपर्यंत त्यांना पगार होता, ट्रेनिंग होतं. तर तीन एकशेजण माझ्याकडे होते तेव्हा.
हं. हं. बरोबर.
तर त्यातले बरेच जण येऊन सर असं, सर तसं, काही काही जण तुमच्या शर्टची स्तुती करतील, काही जण अजून काय हे बोलतील, का काही काय करतील.
हं.
पण त्यातले फार थोडे नंतर ओळख दाखवतात.
बरोबर.
ज्याला "उल्लू सीधा करणे" म्हणतात ना, म्हणजे आपलं काम काढून घेईपर्यंत
हं, हं, हं, हं, हं. बरोबर.
असं. तर हे हसणं, वागणं ह्या सगळ्यामध्ये ना खोटेपणा जो असतो ना
हं.
ती अ, म्हण आहे मराठीतलीच जुनी, "कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी."
हो. अगदी बरोबर बोललात तुम्ही.
तर हे खोटं-खोटं अर्थात मामा आणि आजी प्रेमाचे असतात. ते आपलं आजोळ असतात. <chuckles> तसं नसतं
हं. <chuckles> हो. नक्कीच.
पण ह ही टीका मामावर नाहीये. ही टीका त्या मुलावरती आहे किंवा मुलीवरती आहे, की कामापुरतं मामाकडे जाते. एरवी नाही. हां. आ हे आ हे खरं नाही. हे बरोबर नाही. तर हसण्यातला मुख्य फरक काय आहे? खोट्या हसण्यातला? तर, तुम्हाला त्या वाइब्स जाणवत नाहीत. आपल्याला बघा एक संवेदना असते. हां.
हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं.
बरं. हसणं असतं ना तेव्हा डोळे चमकतात. डोळ्यात एक वेगळी चमक असते, खरं असेल तर.
हो. नक्कीच. हो.
आणि एखाद्या टाइप केल्यासारखं अ, म्हणजे काय म्हणतात त्याला, ठरलेल्या एकसारख्या गोष्टी जर का बोलत असेल एखादी व्यक्ती
बरोबर.
आणि अतिस्तुती अकारण करत असेल
हं.
तर त्याचं हसणं आणि बोलणं, सगळंच खोट आहे, हे समजावं.
बरोबर, बरोबर. अगदी बरोबर बोललात तुम्ही. अ, कधी-कधी काय असतं, की एखादा व्यक्ती कामाच्या ठिकाणी असेल. आणि त्याला त्या पद्धतीने सांगितलं गेलं असेल, जसं की एअर होस्टेस झालं, की तुम्हाला हसूनच कस्टमरसोबत बोलायचं आहे, हे करायचं आहे. तर कधी त्यांना राग आला, तर मग ते तरी ते दाखवत नाही, पण आपल्याला त्यांच्या हावभावावरनं समजतं, पण त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असतं. मग अशा परिस्थितीत तुम्ही कसं ओळखतात, किंवा तुम्हाला कसं जाणवतं?
अ, हं. अगदी बरोबर आहे. हं, हं. अ, पहिली गोष्ट म्हणजे एअर होस्टेस अ, अ, त्या कंपनीच्या वतीने तिचा जॉब आहे. म्हणून तिला ते म्हणायचं असतं.
हं. बरोबर.
ते रात्री जागरण झालेलं असतं आणि पहाटे 3 वाजता गुड मॉर्निंग वगैरे काय वाटत नसतं, तिला <chuckles> हे आपण ओळखावं.
<chuckles> हो.
आपण काय 34 बी, एवढेच असतो आपण तिच्यासाठी सीट नंबर. या याच्या पलीकडे काही नसतं. आणि ती काय बघत असते फटाफटा, पटकन, की क्लासिफिकेशन. कशा प्रकारचा माणूस आहे? त्यांच्याबरोबर लहान मुलं आहे का? हा खूप वृद्ध आहे का? ह्याला काही ग इतर स्पेशल नीड आहे का? खूपच जाड असेल तर त्याला एक्स्ट्रा सीट बेल्ट लागेल का? म्हणजे मापच काढत असतील एक प्रकारे ती. <chuckles> जो बऱ्याच वेळा प्रवास करतो, त्याला बरोबर कळतं. तुम्हाला एक गंमत सांगतो. एकदा मला याचा उलटा परिणाम झाला. आम्ही एका अ,
हं. बरोबर. बरोबर. हं. बरोबर. हम्म, <chuckles> हो, नक्कीच ना. हो. अरे बापरे, कसा?
अ, आम्ही ती अ, झेरॉक्सची मशीन विकत होतो आणि ती घ्यायला आमच्या शहरातला एक म महत्वाचा बाजारपेठेतला रस्ता आहे. त्यातला एक मोठा दुकानदार तिथे आला.
हम्म.
आणि त्याला म्हटलं, "सर, तुम्हाला मी डेमो दाखवतो. सर, असं करा, सर, तसं." हां. असं दोनदा-तीनदा बोलल्यावरती तो म्हणाला, अ, की अरे, अ, अ, सिंधी माणूस होता, तो म्हणाला "अरे सर मत बोलो. मुझे लगता है तुम चुना लगा रहे हो." <chuckles> तर मी म्हटलं, "का?" "असं का म्हणताय सर, तर मी तुम्हाला ते" ते म्हणाले, "एक वेळ मला शिवी दे, ती खरी असेल. तू 'सर, सर' म्हणून म्हणतो आ मी रोज 12 तास तेच काम करतो. 'सर' म्हणतो आणि अ, सगळ्या लोकांच्या खिशातले पैसे काढ"
बरोबर. हं. अरे बापरे! <chuckles> हां. बरोबर. हं. अरे बापरे!
काहीही म्हण, सर म्हणू नको म्हणाले. <laughs> कारण त्याला ते खोटं हसणं, खोटं सर-सर म्हणणं
हं. <chuckles> हो. हम्म.
हे सगळं माहिती आहे ना त्याला.
बरोबर, बरोबर.
तर हा अनुभव आला मला, की हे खरं असणं महत्वाचं आहे. तर तर त्यापेक्षा तुम्ही नॉर्मल वागलात तरी चालेल. आणि एक लक्षात घ्या, निष्कारण तुम्हाला जर का कोणी काही देत असेल, तर नक्की फसवतो आहे.
हं. बरोबर. अगदी बरोबर बोलला.
आणि त्याची स्टाईल पण अशी असते की पहिल्यांदा छोटा व्यवहार करायचा, अ, तो चोख अ, कॅश मध्ये करायचा, विश्वास थोडासा वाढवायचा आणि मग मोठा हात मारायचा.
कधी-कधी हं. हं. बरोबर. नक्कीच-नक्कीच. बरेच लोकं असं करतात म्हणजे अ, गोड बोलतात आणि न नंतरून त्यांचं रूप दाखवतात ते आपल्याला. पहिले असेच बरेच लोकं आपण बघितले असणार की जे पहिले तर खूप हसून-हसून आपल्यासोबत बोलतात आणि नंतर त्यांचं काम निघालं की मग ते त्यांचा अस्स अस्सल रंग आपल्याला दाखवत असतात. मग अशा व्यक्तींपासनं सतर्क राहणे कसं तुम्ही सांगणार?
पहिलं तर खरं आहे का खोटं हसणं हे फार ठरवण्यापेक्षा, हसणाऱ्या माणसापासून सावध राहावं.
हं. बरोबर.
हे एक आणि मग त्या मानाने मला पहिल्यांदाच स्पष्टपणे रोखठोक बोलणारा माणूस आवडतो.
हं. अगदी बरोबर.
तो म्हणतोय, "आमच्याकडे हे मिळणार नाही हां. अ, हे चालणार नाही हां.
हं.
एक तुम्हाला उदाहरण देतो. बराच असा अनुभवी
हो.
असा वेटर जर असेल.
हं.
चांगल्या रेस्टॉरंटमध्ये अन तुम्ही त्याला काश्मिरी पुलाव सांगा. किंवा क क काश्मिरी कुठली भाजी सांगा.
हं. बरोबर. हं.
तो म्हणतो, "सर पण ती अ, स्वीट असते हा, अजिबात त्याला तिखटपणा नसतो. त्याला हे नाही तु तुम्हाला आवडणार नाही. बघा म्हणजे तुम्हाला हवी असेल तर मी देतो. पण नंतर कंप्लेंट नको आधीच सांगून ठेवतो."
हं. बरोबर. हं. बरोबर.
किंवा मग त्याच्याबरोबर एक तिखटपण सांगू का? तुम्ही हे आणि ते खा. म्हणजे त्याचं कामच ते असतं. हसणं जरी असलं ना तरी तो वेळेला तुमची ऑर्डर थांबवतो. नका घेऊ म्हणून सांग
हं. बरोबर, बरोबर.
<chuckles> तुम्हाला याचे खूप छान उदाहरण सांगतो. मी गेलो होतो अ, अ, अ, मॅक्लोडगंज म्हणून आहे हिमाचल प्रदेशमध्ये.
हं.
जिथे दलाई लामा वगैरे राहतात तिथे.
हो. बरोबर, बरोबर. हं.
तर त्यात एरियामध्ये एक रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंट मध्ये मी गेलो आणि त्यांना म्हंटलं "मला तिबेटियन चहा द्या."
हं. हं.
ती ऑर्डर घेणारी मुलगी होती ना, छान हसून अशी बोलत होती. खरं हसत होती आणि अ, ती म्हणाली "तुम्ही तिबी तुम्ही तिबेटियन आहात का?" म्हटलं "नाही."
बरोबर, हां. हं.
"तुम्ही तिबेटियन चहा आधी घेतलाय का?" म्हटलं "नाही."
हं.
मग त्याच्यात मीठ असतं, त्याच्यात साखर नसते, त्याच्यात दूध नसतं. हां, मिठात असतो तो.
अअरे बापरे! काय सांगता? हं.
मला माहिती होतं. पण आपल्याला कधी मिळणार ना प्यायला तिबेटियन चहा. मला तसाच प्यायचा होता. म्हणून मी बायकोला ते खरेदीला पाठवलं आणि मी चहा प्यायला आलेलो. <chuckles> नाही बायकोला नाही आवडणार. तिने मला 4 वेळा सांगितलं "हा तिबेटियन आहे, ह्याच्यात मीठ असतं, ह्याच्यात साखर नसते, तुम्हाला कडू वाटेल, मी तुम्हाला पहिल्यांदा थोडासा आणून देऊ का? तो तुम्हाला चालणार? मी त्याचे पैसे घेणार नाही."
हं. बरोबर, नक्कीच. हं. हं. <chuckles> बरोबर, बरोबर. हं. हं.
मी म्हंटलं, नाही, नाही. तुम्ही काही काळजी करू नका, मला पूर्ण चहा द्या, मला तसाच अ, मीठाच्याच चवीचा जो आहे, त्याच्यात ना, हे असतं, अ, लोणी असतं, याकच्या दुधापासून बनवलेलं आणि मीठ असतं. <chuckles> ती काय वेगळीच चव असते. पण कधीतरी एकदा बघावं ना! म्हणून मी
हां, हां. बरोबर, बरोबर. हं. नक्कीच, नक्कीच.
पण ही ही बघा, ही अ, प्रवृत्ती चांगली आहे जास्त. बऱ्याच लोकांना आवडणार नाही. हां.
हं, नक्कीच. म्हणजे तुम्ही हसून बोला, पण त्यांना जे गाईडन्स आहे ते नीट करा, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही.
कारण नंतर लोक कंप्लेन्ट करणार, हे करणार, तिला रोज असं 4 वेळा होत असेल. <chuckles>
बरोबर. बरोबर. हो, नक्कीच. म्हणजे तुम्ही जे सांगितलं ना आता, की अ, जे बनावटी असतात आणि जे खरं असतात, यांच्यामधला जो फरक तुम्ही मला समजून दिला, तो अतिशय सुंदर होता. आणि, मला तुमच्याकडनं हे शिकायलाही भेटलं, की लोकं हसवून कसा आपला फायदा उचलू शकतात किंवा आपल्याला कसं बनवू शकतात. तर हे ऐकून मला फार आनंद झाला आणि आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
धन्यवाद.